हो आ, म्हणजे माझे मोठे भाऊ होते, तर अ, ते एका टाइमाला काय झालं त्यांनी अ, ते बँकेत गेलेले आणि बँकेमधनं काही त्यांचं काम झालं नसेल, तर ते चिडले होते त्या टायमाला, कारण की ते काम खूप गरजेचं होतं त्यांच्यासाठी होणं. तर ते आणि त्यांनी आदल्या दिवशी मला सांगितलेलं होतं, की अं, मी ती सगळी प्रोसेस पूर्ण करून ठेवायची. तर मी माझ्याकडनं तर ती प्रोसेस पूर्ण केलेली होती, बरोबर. पण काय झालं, जेव्हा माझे मोठे भाऊ गेले बँकेत आणि ते सगळे डॉक्युमेंट्स घेऊन गेले. तर काय असतं ना, कधी-कधी एकाच डॉक्युमेंटच्या सिमिलर कॉपीज पण असतात. तर त्यांनी काय केलं, ती ती कॉपी न उचलता, जी डॉक्युमेंट्स मी तयार केलेले होते, ते दुसरे डॉक्युमेंट्स घेऊन तिथे पोहोचले.
हां. हो. हो. हं. हां. हो, अगदी बरोबर. अ, हो.
आणि त्यानंतर मग ते येऊन माझ्यावरती खूप रागवले. मला खूप काही बोलले, पण मला तर माहिती होतं, की मी काम अगदी बरोबर केलेलं आहे आणि हे काम हं.
अरे बापरे! हां, आपल्याला माहिती आहे ना, आपण खरं आपण सही सही काम केलेलं आहे. बरोबर.
बरोबर. तर म्हटलं, असं तर व्हायला नको. मी पहिले विचार केला आणि ते चिडलेले असल्यामुळे मी तेव्हा त्यांना काहीच बोललो नाही. की म्हटलं, जर मी इथे काही बोललो आणि मोठा भाऊ आणि जर काही बोललो, तर ते प्रतिउत्तर करतील, मी प्रतिउत्तर करेन आणि घरामध्ये वादविवाद व्हायला सुरू होऊन जातील कुठे ना कुठे.
हो. आणि नेमका मोठा भाऊ ना. हो. अहं, हो, हो, हो.
तर एक समजूक म्हणून मी थोडासा एक अ, शांत राहिलो. आणि त्यानंतर जेव्हा त्यांनी स्वतःनीच बघितलं त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन, की सगळे डॉक्युमेंट्स मी तयार केलेले तिथे तिथेच होते आणि ते स्वतःच दुसरे डॉक्युमेंट्स उचलून नेऊन घेऊन गेले सोबत. तर मग ते नंतर येऊन आले, अरे, अ, मला माफ कर मी तुझ्यावरती म्हणजे मोठे भाऊ असताना मध्ये माफी बिफी काय असं डायरेक्टली मागत नाही. "अरे, तू बनवलेलं होतं, पण माझं लक्ष नव्हतं म्हणून झालं, जाऊ दे ते." हं.
हां. हां, बरोबर. मतलब हां, मागत नाही. माझं लक्ष नव्हतं. हां, ती थोडी पद्धत अशी होऊन जाते ना, की तू मोठा भाऊ असतो तो माफी कधी मागत नाही. पण तो सांगून देतो की हां, अ, तो दुसऱ्या शब्दांमध्ये सांगतो की चूक माझ्याशी झालीये. तू, तू खरं होता. खरं, अगदी खरं तू
नाही, नाही, नाही. हं. हो, मग त्याच परिस्थितीत वादविवाद झाले असते, पण मी शांत असल्यामुळे ते काही झाले नाही. आणि दोघी भावांमध्ये नातही चांगलं राहिलंय आजपर्यंत.
तुम्ही खूप छान केलं. हां, कारण की काय असतं आजकाल हेच सुचतं ना, की आपण एका कुटुंबामध्ये राहतो आणि एखादं असं संवाद साधणं होतं, त्याच्यामध्ये आपला वादविवाद होतो ना, तर मग भांडणं खूप वाढतात आणि तुम्हीच खूप छान काम केलं की शांत राहिलात तुम्ही. पण सांगा ना, की शांत होण्याच्या वेळात आणि पद्धत किती महत्त्वाची आहे. म्हणजे ताबडतोब थोडं अंतर घेतल्यानंतर चल चालतं का किंवा मग तुम्हाला असं वाटतं, की मी ज्या क्षणी बोलतोय आणि त्याच क्षणी तुम्ही आपल्या माइंडला कटऑफ देतात की आता तुम्ही तू त्यांचं बोलणं ऐकून घेऊ न नको, नाहीतर अगर तुम्ही ऐकलंत, तर तुल आपण भांडणं भांडायला लागू. तर तुमची अशी काही पद्धत आहे का?
हं. नक्कीच, नक्कीच. हं. हं. हं. हं, हं, हं. नक्कीच, नक्कीच.

आणि मग त्यानंतर मग आपण दोघींमध्ये काय करायचं, एक पीसमेकरचं काम करायचं दोघींमध्ये.
हो. की आई असं नव्हती बोलली. हां, हां.
मग आईला काय सांगायचं हो, असं दोघी गोष्टी मग पीस मेक करून द्यायचं आणि कधी-कधी काय होतं ना, अशा गोष्टींमध्ये स्वतःवरती ब्लेम घेऊन घेणं आणि परिवाराला जपवणं तेही फार इम गरजेचं असतं. "नाही हो माझी चुकी होती," माझ्यामुळे झालं असेल ह्या गोष्टी.
अगदी खरं का की हो आणि का की काय असतं हां, बरोबर. हो, अगदी खरं का की हो. का की सर्वात मोठी काय गोष्ट असते ना, कुटुंब हा असा अ, तुमचा काय म्हणतो आपण छत्र आहे. हां, हां आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुम्ही असं असं वाटतं ना तुम्हाला की मी खूप छानशी राहू शकतो आणि काहीही त्रास झाला तर तुमचा कुटुंब तुमच्याबरोबर असतो. मग नेमकं आई असो या बाबा असो आणि जेव्हा आपली मुलं होतात ना, तर ते आपल्याला वाटतं ना की आपक्या ते आपल्या आजी-बाबांकडे राहायला पाहिजे. पहा मी तुम्हाला एक गोष्ट अ, सांगतो, की काय असतं ना, जेव्हा आपण ल आपलं लग्न झालं होतं ना, त्याच्यानंतर ना आपल्यासाठी परिस्थिती खूप ब बदलतात का की जो आपली बायको आहे ती ती ह्या घराला एवढं नाही ओळखत जेव्हढं आपण ओळखतो. आपण इथे जनम आपला झाला, जनम झाला. आपण खूप राहिलोय तिथे.
मूलभूत पाया असतो आपलावाला कुटुंब. नक्कीच, नक्कीच. हो. हं. हं. हं. बरोबर, बरोबर. हं. बरोबर. जन्म, म्हणजे आपण लहानपणापासूनच या कुटुंबात राहतोय आणि ती नवीन आलेली. तर मग तिला आपण शिकवणं गरजेचं असतं. हो.
हां, आपण ह्या कुटुंबामध्ये राहतोय हो, तर तिला सांग समजावून सांगायचं हो, खूप गरजेचं असतं. खूप छान संवाद साधला तुम्ही. खूप छान सांगितलं. तर मला असं सांगा की असं अ, भांडणं झाली. तुमची चूक नाही आहे. असं असतात ना लोकं की त्यांची चूक नसेल, तर ती कोणाच्या आग पुढे ना असं शांत पण नाही राहू शकत, वाकू नाही शकत. तर त्याच क्षणात तुम्ही काय टिप्स देणार सर्वांना, काय 3 टिप्स असतील, की तुम्ही आपल्या रागाला या मग असं, तुम्हाला कोणीतरी उलट बोलत असेल, तर तुम्ही स्वतःला शांत कसे करून घ्यायचे?
हं. हं. बरोबर, बरोबर. हं. हं.